ऑफ कोर्स, ऑफ कोर्स. अ, असे माझे मित्र आहेत ज्यांच्याशी मी बोलतो आणि त्यांना माझे हे काही किस्से सांगितलेले काही माझे प्रसंग आजही आठवतात. काही लोकं मला असं म्हणतात, की अरे, तुझा तो पांढरा रंग मला आठवतो बरं का. <chuckles> असे माझे मित्र झालेत, अगदी नकळत झालेत ते मित्र. त्या मित्रांचा तर मी चेहराही नसतो ब बघितलेला कधी. अ, पण अहो, तुम्हाला एवढंच काय आहे? तर माझा कधी-कधी रॉन्ग नंबर लागतो ना, रॉन्ग नंबरवर पण माझी मैत्री झालेली बोला. त्यांनी मला पाहिलेलं नाही, मी त्याला पाहिलं नाही. अ, चुकून नंबर लागलाय त्याच्याकडनं आणि आम्ही गप्पा मारतोय, बोलतोय, बोलतोय तर 2 अ, 2 मिनिटाचे तासभर कसे होऊन जातात, माझं मला कळत नाही आणि त्या समोरच्याही व्यक्तीला कळत नाही. असं झालंय. असंही होतं म्हणजे.
हं, हं. अच्छा. हां, हां. <chuckles> हां, हां, हां. <chuckles> हो, हो. हो, हो. बरोबर, बरोबर. हं, हं. अरे वॉव! मी त्याला पाहिलं नाही. हं, हं. हं, हं. अरे, वाह! खूपच छान. म्हणजे खूपच मनमिळावू स्वभाव आहे तुमचा आहे ना. तर एखादा प्रसंग सांगा जिथं हां, हां. तर मग तुम्ही असं सांगू शकता, की एखादा प्रसंग सांगा जिथं तुम्ही एखादं बदल करून नवा मित्र मिळवला किंवा दुसरीकडे बदल करून गोष्टी चुकतायत काय-काय शिकलात. म्हणजे तुम्ही काय बदल करून तुम्ही एखादं नवर नवीन मित्र मनळ मिळवलात. तुम्हाला वाटलं होतं, की हा माझा मित्र बनायला पाहिजे आणि तुम्ही असं काय पाहिलं आणि काय बदल केलेत आणि तो मित्र तुम्ही मिळाला असा काही प्रसंग आहे का?
अ, हां, असं म्हणू शकतो आपण. हं. अच्छा. हो, हो. आहे असा एक प्रसंग म माझी एक मैत्रीण मला अ, म्हणजे आमची मैत्री रेल्वे स्टेशनवर झालेली. ती नाशिकहून मुंबई मुंबईहून नाशिकला यायला निघालेली आणि आमच्या दोघांचा काही परिचय नाही. मी मुलींशी बोलायला थोडासा अ, घाबरायचो. पण तिनी सुरुवात केली अ‍ॅक्चुअली. का नाशिकची ट्रेनिंग ह्याच प्लॅटफॉर्मवर येणार आहे का? ह्या गोष्टीपासून आमची सुरुवात झाली आणि आज त्याला अ, 25 वर्ष झाली.
हं, हं. अरे बापरे! <chuckles> अरे वाह! मस्त आहे. अच्छा. हं, हं. हं, हं.